मग तसं काही झालं? तुम्हाला ते कळलं? असं काही हां, थोडं सविस्तर सांगाल का?
हो. हो, हो, हो ना, सांगेल ना नक्की. तर बघा, म्हणजे हे तर मला कल्पनाच नव्हती की असं होणार होतं म्हणून असं काही प्लॅन नव्हतं हो. तर अ, त्याचा त्रास तो वेगळा, हां? आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं म्हणतो ना 2 दिवसापासून मी झोपले नव्हते. कारण मी 1 दिवस पूर्ण लेबरमध्ये होते, त्याच्या नंतर त्यांनी सी-सेक्शन केला. म्हणजे माझी हालतच अशी होती की मला म्हणजे डोळेच उघडता येत नव्हते. चक्क डोळे उघडले तर चक्कर येत होते कारण मला झोपच भेटली नव्हती. त्याच्यानंतर तो दुखणं वेगळं, हां? त्याच्या नंतर बाळ झाला आहे हो. तर म्हणजे आईला ना, म्हणजे तुमची नॉर्मल डिलिव्हरी पण खूप कठीण असते आणि सी-सेक्शन पण कठीणच असते भरपूर. तर आई झाल्यानंतर
हो, हो. बरं. खराब झाली. हो. हम्म. तुम्ही अगदी एक्झॉस्ट झाला म्हणजे, हो. अगदी, अगदी. आई बनणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. खूप यातना होतात. मी मी तर असं वाचलंय की जवळ-जवळ एक अ, 40-42 हाडं तुटल्याचा त्रास होतो म्हणतात.
हो ना. बिलकुल नाही आहे हो.
बापरे! म्हणजे भयंकर.
भयंकर. हो ना. तर त्याच्या वेळेस ना, तुम्हाला मी अजून मी सांगेल मी सविस्तर आपण नक्कीच ह्यावर अजून बोलू. पण अ, बघा ना, की काय झालं, की त्याच्या नंतर मग एकदम लहान बाळ आणि ते आणि जसं तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा जी एक आई होते, ती खरं म्हटलं तर ती मृत्यूला सामना देऊन ती परत येत असते आणि हे म्हणजे कुठल्याही कुठल्याही आईला मी ना म्हणजे एकदम माझा ठोस असा म्हणतो ना, एकदम मी त्यांना माझं सल्यूट करते मी प्रत्येक आईला. प्रत्येक आईला जिच्याकडे सपोर्ट असेल, जिच्याकडे सपोर्ट नसेल. कुठली पण आई असेल ती. ज्यांच्याकडे सपोर्ट असतो त्यांना थोडं, चांगलं थोडा म्हणजे फायदा भेटतो. पण थोडं कठीण आहेच हे हो. तर तशा वेळेस ना एकदम माझं लहान बाळ बघून तर मला विश्वासच होत नव्हता की मी आई झाली आहे आणि म्हणजे माझं हे बाळ, हे असं म्हणजे, असं शक्यच कसं आहे हे मला हे मी ह्याच्या ना एकदम अ, विश्वासच बसत नव्हता मला आणि त्याच्यावरती दुखणं आणि त्याच्यानंतर अ, बाळाचं पोषण करणं. बाळाला बघा ना एकदम लहान असतात. तुम्ही करणार काय? तुम्ही तुमचा आराम घेणार का बाळाला दर, 2-2 तासाने त्यांना चेंज करणं, त्यांना दूध पाजणं, म्हणजे काय राहिलंच नाही स्वतः मध्ये. स्वतःच काही राहिलंच नाही. मी तुम्हाला सांगते काय झालं
हो, हो. हं. हो, आई होणं म्हणजे दुसरा जन्म म्हणतात आपल्याकडे. अगदी-अगदी. हो, अगदी नमस्कार. बरोबर. तुम्हाला विश्वास बसत नव्हता. अगदी. अच्छा. बरोबर. पण मग मला सांगाल का, की तुम्ही जसं हे अ, वर्णन करताय, की तुम्ही खूप दमलात आणि तुम्हाला बऱ्याचश्या त्या मेडिकल टर्म्स मधून जावं लागलं, खूप लेबर झालं, सी-सेक्शन करावं लागलं आणि असं होतं का हो की बाळ येण्याच्या अगोदर आपण स्वतःला प्रायोरिटी प्राधान्य देतो आणि आयुष्य एका क्षणात पालटलं, नाही का?
हो ना. हो. हो ना. हां. हो. स्वतः हो.